हो, मी त्या ड्रायव्हरशी संपर्क केला. तो माझ्याकडे आला आणि मला त्याने हॉटेलमध्ये नेलं आणि पहिल्यांदा मला एक दीड तास त्यांनी हॉटेलचीच एक मोठी रूम दिली. फ्रेश होण्यासाठी राहण्याची व्यवस्थाही त्यांनी मला दुसरीकडे केली होती, परंतु पहिला एक दिवस पण तुम्ही 2 ते 4 दिवस तुम्ही इथे राहू शकता. मग आपण तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिकडं जा.
अच्छा. वाह! वाह! व्यवस्था केली. म्हणजे अकोमोडेशन सुद्धा हॉटेल प्रोव्हाईड करणार होतं तुम्हाला जर जॉब लागला तर.
हो, हो. हो, हो. तो लागलं म्हणजे 95% लागलेलाच होता. फक्त ही छोटी प्रोसेस बाकी होती. हं. हो, हो. हो, हो.
किती छान. वाह! हो, पण ते कन्फर्मेशन अजूनही बाकी होतं ना पेप म्हणजे एकदा पेपर हातात आले की तुम्ही जॉइन झालात की मग ते सगळं असतं. मग काय केलंत?
हं, हं, हं. होतं असतं. आणि मग मी त्यावर ठिकाणी गेलो आणि त्यावेळेस मी माझं य मला एक दीड तासामध्ये मी रेडी झालो आणि डायरेक्ट एचआर समोर बसलो आणि त्यांनी खूप अ, चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. म्हटलं प्रमोद, तुम्ही इतक्या लांबून आलात, दमलेत का? पहिल्यांदा विचारलेत इतकं जेवण वगैरे केलं का? नाश्ता तुम्हाला आला का रूममध्ये? या सर्व गोष्टींची त्यांनी काळजी घेतली. आणि खूप आपुलकीची मला वाटलं, खूप छान हॉटेल आहे. खूप आपुलकी देणारं हॉटेल आहे आणि मग त्यांनी एम्प्लॉयीलाच एवढी सुविधा देतात तर यांना किती सुविधा देत असेल त्यांच्या कस्टमरला किंवा गेस्टला. हं, हं.
अरे वाह! बरोबर. हां. त्यांनी स्वतःच एक स्टँडर्ड मेंटेन केलाय, की आम्ही अशा प्रकारे आमचे एम्प्लॉयी आहेत, तर ह्याच्यापेक्षा वरचढ आमचे गेस्ट आम्हाला आहेत.
हं, हं. हो.
हे एक त्यांनी जागोजागी तुम्हाला ठासवून दिलं होतं, की हे असंच करा. ह्याच्या पुढची एक पायरी तुम्हाला दाखवावी लागणार आहे इथे.
अगदी बरोबर. हं, हं. हो, हो. हो नक्कीच, नक्कीच, हेच त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि हं, हं.
काम करतांना. तर मला एक सा ते मी तुम्हाला थोडंसं थांबवते आहे. तर आता बघा आपल्या आता जर तुम्ही गेलात परकीय ह्याच्यामध्ये आणि तिथे तुम्ही नोकरीसाठी हे दिलंत परकीय राज्यात गेलात तिथे इंटरव्ह्यू दिला. खूप चांगल्या एका हॉटेल म्हणजे तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एक बेस्ट अपॉर्च्युनिटी मिळाली. पण बऱ्याच वेळेला लोकं असे अपॉर्च्युनिटीज घ्यायला काही वेळेला घाबरतात. कारण ह्याच्यामध्ये फसवणुकीचा फार परिणाम होत असतो किंवा हात असतो कारण अगदी शेवटच्या क्षणाला जाऊन कळतं, की अरे, आपलं इथे तर झालंच नाही. आपण कुठेतरी उगाच हो, फसलोय आणि कुठच्यातरी वेगळ्याच ठिकाणी आपण ऑनलाईनमध्ये ह्याच्यात इंटरव्ह्यू दिले कारण ऑनलाईन इंटरव्ह्यू हा आजकाल जगात कुठेही बसून कोणीही घेतं आणि त्याच्या नावावर पैसे लुटतं.
हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हं, हं, हं. हो. हो. अगदी बरोबर. मी फसलोय. हं, हं. हो, हो.

तर पहिल्यांदा फ जे म्हणजे लालच दिलं जातं आपण त्याला काय म्हणू, प्रलोभन दिलं जातं. प्रलोभनाला म्हणजे कोणीही तुम्हाला फुकट अ, म्हणजे प्रल आपण ज्याच वेळी बळी पडतो ज्यावेळेस म्हणजे एखाद्या म्हणजे चिज ज्यावेळेस ठेवलेलं असतं त्यावेळेस उंदीरच त्याच्यामध्ये अटकतो असं माझं म्हणणं आहे. तर आपण नेमकं ते पाहणं गरजेचं आहे.
हं, हं. बरोबर. बरोबर. पण असतं ना, की तुम्ही एवढं कमिशन द्या आम्ही तुम्हाला जॉब देतो, असं एक मेन्शन असतं नॉर्मली, की हे कमिशन लागेल हे चार्जेस लागतील आणि आपण जॉबच्या आधाराने ते भरतो. मग तेव्हा कसं म्हणजे प्रिकॉशन्स द्यायची असं मी विचारतेय?
हं, हं. हं, हं. म्हणजे आम्ही त्या कंपनीला पहिलं चेक केलं पाहिजे त्याचे रिव्ह्यू चेक करा किंवा ती खरंच घेतल्यानंतर करते करा. काही-काही ज्येन्युअन पण आहे, काही-काही तर फसव्या पण आहेत. काही-काही तर फीस काढण्यासाठीच बसलेले आहेत. त्यांना 4 जरी रोजचे क्लायंट भेटलेत ₹500-500 जरी भेटलेत पहिल्यांदा रजिस्ट्रेशन चार्ज तरी त्यांना ₹2,000चा पैसा निघतो अशातले पण लोक आहेत. तर ओळखणं गरजेचं आहे, की नेमकं तुम्ही कशाप्रकारे, अ, त्याला करत आहे ती मग चांगली आहे का नाहीये, त्याची रेटिंग काय आहे? त्याच्यामध्ये किती लोकांना लावलं याचं काही सबूत आहे का? त्याचं ओरिजिनल ऑफिस आहे का?
हां. बरोबर. बसलेले. हो, हो. बरोबर. लोक आहेत बरोबर. अगदीच. मग तुमचं जे नेटवर्क तुम्ही वापरलं होतं. तुम्ही जे नेटवर्क वापरलं ते ऑथेंटिक होतं असं म्हणता येईल, की जेणेकरून तुमची कुठचीही फसवणूक किंवा कोणतीही गल्लत झाली नाही तुमच्या नेटवर्कमुळे?
हं, हं. हो, हो कारण की ऑथेंटिकेशन पाहण्याचा आपण त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकतो. त्यांच्या डायरेक्ट त्या ठिकाणाला भेट देऊ शकतो. त्या लोकांना डायरेक्ट बोलू शकतो.
बरोबर. आणि मग तो जॉब लागला, की नाही? आता सर्वात शेवटच, अगदी थोडक्यात लागला की नाही आणि कंटिन्यू केलात की नाही?
हो, मी <chuckles> हो, हो. हो, हो.